बरोबर, हां. ते होतंच म्हणजे आपण देश बदलला, राज्य बदलला का मग तिकडची गाणी ऐकायचं कल आपला जास्त असतं. तर मला एक विचारायचं आहे, की शहरात राहणारी लोकं आणि नवीन पिढी जी आहे त्यांचं गाणं ऐकण्याचं प्रमाण खूप बदललंय, त्यावर तुमचं काय मत आहे? हील या लोकांनाना काही लोकांना, मराठी गाणी काय? मराठी असूनही माहिती नसतं, की ती गाणी आहेत आपली म्हणून.
बरोबर, बर हो, हो. अशी बरीच आहेत ना, आता जे खास करून जे शहरातली असतात ना म्हणजे ते इतके अ, हिंदी किंवा इंग्रजी झालेले असतात. तर त्यांना ते मराठी गाणे अ, काहीतरी काय अ, डाउन टू मार्केट वगैरे असंही ते कधी-कधी बोलतात. नाही-नाही, नाही-नाही मराठी गाणी. मला नाही आवडत, मला नाही आवडत. पण अ, अ, एक ठिकाणी मी तर असंही ऐकलं होतं, की अं, आमचे मित्र अ, विदेशात फिरायला गेले होते तर अ, तिकडे जे डिस्कोथेक होतं, तर तिकडे ढगाला लागली कळ या गाण्यावरती ते गोरे लोक नाचत होते. अ हो. तर मग त्या त्यांनी मला सांगितलं होत इतका भारी वाटला म्हणे, अभिमान वाटला होता म्हणे तेव्हा आपल्या अ, दादा कोंडकेचा किंवा आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचं. ढगाला लागली कळ हे त्यांनी तिकडच्या अ, बीट्स लावून आणि ते रिमिक्स करून ते करतात ना डिस्कोथेकमध्ये काय म्हणतात डी-जे, डी-जे. डीजे वाल्यांनी ते गाणं तयार केलं होतं ते आणि त्यातले ते सगळे ते नाचत होते तिकडचे ते गोरे.
अच्छा. हां. हं. अरे वाह! अरे वाह! हो. हं.
तर त्या
म्हणजे अ, तिकडच्या लोकांना आपल्या गाण्यांचा एवढा अभिमान आहे आणि आपल्या इकडच्या लोकांना माहिती पण नाही आपली अशी-अशी एवढी चांगली-चांगली गाणी आहेत म्हणून.
अ, अ, माहिती पण नाही. हो, हो, हो. हो, हो. अहो किती छान छान गाणी आहेत. पिंजराची गाणी किती छान आहेत. अ, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल. ते एक छान गाणं आहे, ते नाही का आणि ते तर खूप अ, देशा विदेशात गाजलेलं आहे. म्हणजे जर्मनीत पण त्याचे प्रयोग वगैरे झाले होते. त्या लावणीच्या कार्यक्रमात ते, या रावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी. तर ते गाणं आहे. आणि ते आता अ, वाजले, की बारा कितीतरी हिंदी रिएलिटी शोमध्ये ते
जाऊ बरोबर. <chuckles> हां ना, हो. हां. हं, हं. अरे वाह! हो, मला वाटतं हां, ते खूप मोठ्या प्रमाणात गाजलेलं तेव्हा, जेव्हा रिलीज झालेलं तेव्हा, आहे ना?
a हो, हो, हो. करेक्ट, करेक्ट आणि रिएलिटी शोमध्ये ते गाणं गायला पण जायचं आणि त्याच्यावरती जे डान्सचे रिएलिटी शो असायचे त्याच्यावरती परफॉर्मन्स पण करायचे आणि दुसऱ्या भाषेतले मुलं बरं का. असं नाही, की मराठी भाषेतलेच करायचे. जे इतर राज्यातून आलेले म्हणजे पंजाबी मुलगी असेल, अ, गुजराती मुलगी असेल किंवा असं जे यू-पी, बिहार इकडनं पण आलेले जे असेल. तर ते अ, त्याच्यावरती परफॉर्मन्स करायचे. लहान-लहान मुलं ते गाणं गायचे, वाजले की बारा आणि ते अप्सरा आली. असे 2 आणि मग त्यानंतर हां, बोला, बोला.
हो. हं. हं, मला आणि एक विचारायचंय तुम्हाला, की आता आहे ना गाणी रिमिक्स खूप होतात. म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि मराठी. मग त्यावरती तुमचं काय मत आहे?
हो, होतं ना. हो, हो.

अ, 2-3 गाणी आहेत. त्यातलं एक अ, हे आहे अ, दादा कोंडकेंचंच आहे ते. आला महाराजा सोबत बँडबाजा, कुणी म्हणे आलाय यमराज, करू दुनियेवरती राज. अ, तर हं. मला असं वाटतं, की मी पण महाराजासारखाच आलोय आणि मी दुनियावरती राज करायला आलोय. म्हणजे अ, एक्झॅक्ट रा राज्य करायला नाही, पण दुनियावरती प्रेम करायला आलेलो आहे. असं मला असं वाटतं, की अ, हे सगळं जग माझं, मला अ, प्रेम करणार आहे आणि मी त्याच्यावरती प्रेम करणार आहे अख्खं जग. असं मला एक फीलिंग आहे. या जगात आलोय तर मग या निसर्गावरती, या पृथ्वीवरती, इकडच्या माणसांवरती, इकडच्या प्राण्यांवरती, इकडच्या वृक्षांवरती मी अ, प्रेम करायला आलोय, राज्य करायला आलोय, त्यांच्या मनावरती राज्य करायला आलोय. तर म्हणून मला हे एक गाणं वाटतं. आणि एक गाणं फार आवडतं मला. ते गाणं असं आहे, की चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी, सोन्याचा घास तुला भरविते, ग तुला पाहून कळी माझी लई खुलते. आं, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास तुला भरविते. असं ते एक गाणं आहे.
हं. ओह! अरे वाह! हम्म. वाह! हं. वाह! खूपच छान. हां. हो का? अरे वाह! सर तुमचा आवाज आहे ना, एक खूप भारी आहे. म्हणजे मला ना, मी लहान होते ना, तेव्हा सह्याद्री वाहिनीवरती ही गाणी लागतात मराठी आणि माझे बाबा बघतात आणि मी त्या क्षणात गेल्यासारखं फील झालं मला. तुम्ही जेव्हा गाणी गाताय आणि आवाज इतका गोड आहे तुमचा.
हां, हां. हो, हो. बरोबर, बरोबर. अ, हो, हो. हं, खरं. <chuckles> अ, नाही, मी सहज असं सहज गातोय असं. म्हणजे मी काही गायक वगैरे असं काहीच नाही. मला फक्त गाणी ऐकायला आवडतात. मी खरंतर कानसेन आहे. मी तानसेन नाहीये. कारण तर मला आवडतात. मी पण जेव्हा लहान होतो ना, तेव्हाच हे सह्याद्रीवर वगैरे गाणी यायची ना, तेव्हा ऐकायचो मी. ते असं, ऐकत, ऐकत मी पण असं मोठा झालो. माझे पण बाबा ते हे गाणे फार आवडायचे त्यांना.
हं. <chuckles> हां. हं. अच्छा. म्हणजे सगळ्यांचं सह्याद्री वाहिनी फेव्हराइट आहे तर?
हो, हो. तर फेव्हरेट, कारण तेव्हा ते दुसऱ्या खूप वाहिनी नव्हत्या ना तेव्हा. अ, एक सह्याद्री आणि ते काय दिल्ली दूरदर्शन वगैरे ते यायचे तेव्हा. डीडी, डीडी, डीडी करेक्ट करेक्ट.
हां, हो. अ, डीडी डीडी, डीडी सह्याद्री हिंदीवालं होतं. हो. तिथे ना, सगळे ओव्हरऑल भारतीय गाणी संस्कृतिक म्हणजे सांस्कृतिक, की ओडिशामधलं गाणं, गुजराती गाणं.
हो, हो. हो. बरोबर, बरोबर, बरोबर. सगळी गाणी आणि ती एक मिक्स दाखवायची ना. मल्याळी गाणं असायचं एक अ, एक अ, उडिया गाणं असायचं. हो. ते पण एक असायचं. बरोबर.
हो. हो, हो. हो. वाह! माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्यात तुम्ही आज.